अ, नक्कीच घराच्या बाहेर जेव्हा स्थानिक व्हावं लागतं ना, तर भरपूर काही अनुभव येतात आणि सगळ्यात पहिले जे आहे ना मला असं वाटतं की घर <chuckles> घरच्यांची जाणीव होती की जेव्हा घराच्या बाहेर पडतो ना, आपण <chuckles> की तेव्हा घरचे आठवतात फार फक्त मनापासून आठवतात घरचे तर ते
हं. नक्कीच. हं. नेमक्या कुठल्या-कुठल्या गोष्टी तुम्हाला आठवायच्या घर सोडल्यानंतर घरच्या.
अ, सगळ्याच गोष्टी आता कोणालाच वाटत नाही की घर सोडून आता काय ते सेफ सेफ झोन असतो ना आपला तो सेफ झोन सोडून जायला कोणालाच आवडत नाही. पण ते काय आता मजबुरी कालांतराच्या बदलामुळं थोडंसं घर सोडून जावंच लागतं ते. तसंच माझ्यासोबतही झालं. मी काय झालं ना? मी नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात गेलो.
हं. नक्कीच. हं.
आणि ते राज्य नवीन आणि तिकडची भाषा, तिकडचं खाद्यपदार्थ आणि सगळंच काही नवीन. सगळंच नवीन म्हणजे ती अशी सुरुवात होती माझ्यासाठी आणि आयुष्याची पहिली सुरुवात तर मग, त्यावेळेस घरचे एकदम विलक्षण आठवण यायची, घराची आठवण यायची, मित्र आठवायचे मला आणि मग
हं. एकूणच सगळंच नवीन, हं. हं, हं.
बराच वेळा असं झालं होतं ,की बाबा ती नोकरी सोडून मी परत
घरी याव. हं, हं, हं.
घरी येऊन जाऊ. हो पण मग ते कुठे ना कुठे मनाला थोडंसं कंट्रोल केलं आणि मग अशा गोष्टीत बदल व्हायला सुरुवात झाला, की मग मी स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला लागलो छान <chuckles> त्याच्यानंतर छान पद्धतीने राहायला लागलो छान पद्धतीने वागायला लागलो आजूबाजूच च्या लोकांशी काय म्हणतो? किंमत करायला लागलो थोडीशी. कारण की भाषेचा प्रभाव होता, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम यायचाच सुरुवातीत सुरुवातीला. पण बऱ्याच काही गोष्टी शिकायला शिक अ, शिकायला भेटल्यात थोडंसं हो. की स्वतः म्हणजे एकट्यानं कसं बाहेर राहून मग कसं छोटं-मोठं, छोटं-मोठं का होत नाही, पावलं घेत-घेत मग स्वतःला कसं स्थाईक केलं. मग किती जिम्मेदार झालो? सग सगळ्या गोष्टी स्वतःवर निवड म्हणजे कुणावर अवलंबून नव्हतो कुठल्या गोष्टीसाठी, स्वतः सगळ्या गोष्टी करायचो.
हं. अरे वाह! <chuckles> हां, हां. हं, <chuckles> नक्कीच. बरोबर. मिळाल्या. हं. हं, हं. बरोबर. तर हं. अ, बघा जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो ना तर सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आपल्याला आठवण येत असेल तर आपल्या घरचं जेवण, नाही का? जसं तुम्ही म्हणाल्यात की तुम्ही बाहेर गेल्यानंतर स्वयंपाक करायला शिकलात. तर तुमचं हे जे स्वयंपाक शिकण्यामागचं कारण जे होतं ते नक्कीच घरच्या जेवणाची आठवण येत होती म्हणून तुम्ही बनवायला लागलात का?
अगदी बरोबर.